आणि तो <chuckles> आणि तो आहे ना छोटे-मोठे स्टंट पण करायचा. त्याचे स्टंट काय? तर झाडावर चढणे, अ, पेरू तोडणे, चिंचेच्या झाडावर चढ चढणे, तिकडे अडकून बसणे, कुणीतरी मित्राला सांगणे, मग मित्र घरी जाणार, तिकडे सांगणार, असं. मग तो आणि एक अ, तर माझ्याबरोबर असा प्रसंग झाला, की मी अ, सायकल शिकत होतो, नाही का. तेव्हा एकदम आजकाल सारख्या एखाद्या इतक्या छान-छान सायकल नव्हत्या. तेव्हा एकदमच साधी सायकल असायची. दांडीवाली काळ्या रंगाची अशी. अ, आठवत असेल तुम्हाला. मधे दांडी असायची त्याला. साधी अगदी साधी, तर अ, ती असायची. तर मग एका हाताने ते हँडल धरायचं, एका हाताने आपलं ते अ, म क मधला रॉड असायचा ना तो धरून मधून पाय टाकून, तशी सायकल शिकण्याची ती पद्धत होती.
अरे वाह! <chuckles> हां. <chuckles> हां, हां, हां. <chuckles> हां, हां. हं. हो, हो. हो. साधी असते ती. हो. हां.
आणि तसाच हां, त्या सीरियलमध्ये तो जो कोण नायक होता, तो छोटा मुलगा गोट्या. तोही तसाच शिकतो आणि तो आता ते कटींग शॉर्ट्समध्ये असतील तर तो असा त्या त्याच्यामध्ये शिकतो-शिकतो. आणि दुसऱ्या क्षणी लगत तो त्या दांडीवरतून पाय टाकून मग तो चालवायला लागतो आणि तसाच प्रयत्न मी पण केला. <chuckles> निश्चितच, हो मग काय? पडलो. <chuckles> हां. आणि छान म्हणजे ती अ, ती ग गोट्याचीच एक आठवण म्हणून थोडीशी चेहऱ्यावरती माझ्या आजही एक छोटीशी अशी अं, 2 टाक्याची जखम आहे हनुवटीवरती. आजही तिथे आहे, हो, हो, हो. आजही तशीच आहे. हो.
बरं. हां. हं, हं. हो, बरोबर. हां. अरे बापरे! <chuckles> मग? <laughs> अरे बापरे! आजही आहे. अ, म्हणजे अ, तुम्ही फारच अ, त्यांच्या म्हणजे भावनिक पद्धतीने फार जोडलेला आहात त्या सीरियलशी, की म्हणजे आजही ती आठवण आहे. तर असं कळतंय, की तुम्हाला किती आवडतंय ते. मग हा जो कार्यक्रम तुम्ही अ, बघायला जायचा तिथे, तर मग कोणासोबत बघायचा? म्हणजे कोण-कोण असायचं तिथे तुमच्या बरोबर?
हं. फार जोडलेलो आहे. फार जोडलय. हं. हं, हं. येस, येस. हं, हं, हं.